शाळेने, आमच्याकडनं ₹5 मागवून घेतले हा, जादूगर येणार म्हणून जादू दाखवणार आहे काय? प्रत्येक मुलाकडनं ₹5-₹5 आता अ, मी म्हटलं यावेळेस तर घरच्यांकडनं हट्ट करून रडून-बिडून म्हटलं, "नाही-नाही मला ₹5 पाहिजेच. पाच रुपये पाहिजे" म्हटलं नाही का? मी असं करून हट्ट करून मी ₹5 घरच्यांकडनं घेतले अन् म्हटलं, "ज्यांनी पैसे नाही आणणार त्याला दाखवणार नाही जादू." नाही का? तर मी ₹5 घेऊन आलं दिले शाळेत सगळ्यांनी जमा केले आणि ज्यांनी नाही दिलं ना त्यांना पण नंतर येऊन द जादू दाखवला त्यांनी.
अच्छा! हां, मग काय केलं? <chuckles> अच्छा. हां. हां. <chuckles> अरे बापरे! <chuckles>
हां, मग मला तर लय दुःख झालं यार! हे काय झालं माझ्यासोबत? स्कॅम केला ह्यांनी माझ्यासोबत. नाही का? पाच, ₹5-₹5 घेऊन या नाहीतर जादू दाखवणार नाही आणि ह्यांना कसं काय दाखवलं? भेदभाव केला होता माझ्यासोबत शाळनी, ते हे वाई मला वाईट वाटलं होतं खूप.
<chuckles> हां, मग मग ते मागितले नाही का मग? ₹5 वापस दे म्हणून. <chuckles>
अहो, नाही देणार मला माहिती होतं ना, शाळा आमची कशी आहे? म्हणून मी नाही मागितलं, जाऊदे म्हटलं आता काय ₹5 नी पण मला नाही का, ₹5 त मी काय-काय खाऊ शकलो असतो? त्यावेळेस पाच रुपया ला एक व ए ₹1 ला 1 वडापाव यायचा, ₹1 ला पाणीपुरी यायची शाळेसमोर. ₹2 ला समोसा यायचा आणि आठाण्या रुपयाला, आहे ना, आठाण्याला मस्तपैकी ज्यूस यायचा. मँगोचा आणि ह्याचा.
हे, हं, हं. बरोबर, बरोबर, हां. अ, जसं तुम्ही उल्लेख केलात खूप साऱ्या वस्तू भेटायच्या खायच्या बाहेर शाळेच्या तुमच्या. तर तिथं असं काय तुम्हाला नेमका पदार्थ आवडायचा जास्त?
हं, हं. हां, रगडापुरी आट आवडायचा, ₹1 चा, हं.
रगडापुरी ओह! अच्छा आणि तुमची शाळा ही अशी होती का हो? म्हणजे मुलं आणि मुली एकत्र किंवा सेपरेट होती?
हां, त्यांना. हां, हां, हां, हां. मुलं आणि मुली एकत्र होती.
बॉयीज ची होती का? फक्त अ, हे होती, मिक्स होती? हं, हं, हं.
नाही-नाही, मिक्स मिक्स, मिक्स होती. एकदम असे आगाऊ मुली होत्या आमच्या शाळेत. मला काय सांगायचं तुम्हाला? लहानपणी एक आठवण आठवली तुमच्यामुळे, की <clears throat> माझे एक सर होते, सुर्वे सर.
हं. सांगा ना? हां, हां.